आपण पाहतो, की भरपूर अ, घरं बनवले जातात आणि त्याच्यामध्ये, घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रकाशाची अ, म्हणजे प्रकाश येण्यासाठी भरपूर अ, गोष्टी वापरल्या जातात. आणि म्हणजे काही-काही घरं आम्ही पाहतो, की ते अंधारातही असतात. तर तुम्हाला काय वाटतं, की घरामध्ये कशा प्रकार प्रकाश जर पाहिजे, तर तो कशा प्रकारचा असावा असं तुम्हाला वाटतं?
हं. हां. अ, नक्कीच. अ, माझ्या मते ना, घरातील प्रकाश हा एक फक्त उजेड देणारा अ, घटक नाही आहे. तो एक म्हणतात ना, मन स्थिर करणारा किंवा घराचं वातावरण, जागेची ऊर्जा, या सगळ्यांवर अ, त्याचा प्रभाव पडतो. आणि मला तर ना, असा नॅचरल अ, सनलाइट आहे ना, म्हणजे तो प्रकाश मला खूप आवडतो. नॅचरल प्रकाश म्हणावा तो दिवसाचा, अ, सूर्याची एकदम तेज किरणं असू द्या किंवा सायंकाळीच्या वेळेला तो म्हणतात ना, जसं-जसं अ, सूर्य कसा हळू-हळू ढलतो तसे जी उ ती लाईट असते ना, मला ती लाईट घरात खूप आवड
हं, हं. हं, हं. अगदी. हो, हो. अरे वाह! खूप छान! खूप छान! म्हणजे तुम्ही म्हणता की जो नॅचरली प्रकाश आहे तो तुम्हाला खूप आवडतो. हां, हां, तर मग तुम्ही तो प्रकाश येण्यासाठी तुमच्या घराची व्यवस्था तुम्ही कशी ठेवलेली आहे? समजा तुम्ही म्हणता तुम्हाला तो प्रकाश पाहिजेल, तर तुमच्या घरामध्ये अशी व्यवस्था तुम्ही केलेली आहे का आणि ती कशा प्रकारची केलेली आहे? हं, हं.
हं. हां. हो. हां. नक्कीच. माझं ना, नवीन घर घेताना माझं एक खूप अ, क्लिअर होतं की मला ना अ, अशा ठिकाणी म्हणजे अ, अशा ठिकाणी घर घ्यायचं आहे, जिथनं सूर्योदय जे आहे ना अ, तिथनं सूर्योदय होतोय, त्या साईडलाच मला घर घ्यायचं आहे. अ, कारण कसं असतं ना, मला तसं पण अ, सूर्यनमस्कार मला करायला आवडतो किंवा मी सूर्याला अ, अर्घ्य देत असते आणि सकाळची जी सूर्याची जी व्हाइब असते ना आणि ती जेव्हा अशी किरणं घरात येतात, बापरे! इतकं सुंदर आणि इतकी ती एक अन् एनर्जी आपल्याला फील होते ती ऊर्जा आपल्याला भेटते.
हो. हो, हो. अच्छा. अरे वाह! अगदीच, अगदीच, हो.
आणि तेवढंच नाही तर, ते एक तर होतं की अ, घर घेताना आहे ना, सूर्य ज्या, ज्या ठिकाणं सनराईज होतं त्याच अ, साईडून घर घ्यायचं आणि दुसरं म्हणजे घरात आहे ना, असे अ, व्हेंटिलेशनसाठी म्हणा किंवा तो प्रकाश आत यायला मोठे-मोठे विंडोज किंवा अ, मोठे-मोठे स्लाइडिंग डोअर्स तर असतातच, पण शक्य होईल तितके मोठे विंडोज वापरायचे, हे माझं 1 ह्या 2 गोष्टी तर माझ्या होत्या, अटच होती माझी.
हं, हं. अच्छा. अच्छा. तर मग तुम्ही अशी काही व्यवस्था केलेली आहे का? तुमच्या घराच्या विंडोज तुम्ही मोठ्या ठेवलेल्या आहेत का?
हो, अ, म्हणजे कसं आहे ना, बऱ्यापैकी घराच्या विंडो ह्या मोठ्या ठेवल्यात किंवा अ, किचनमध्येपण आमचं किचन अ, तसं होतं ना ते मोठं आहे. पण ते आतल्यासाईडला होतं. तर तिकडं ना थोडा असा अंधार असा फील होत होता. तर अ, मग मी ठरवलं की नाही आपण किचनमध्ये पण एक अ, विंडो ओपन करायचा. तर ती जी विंडो आहे ती खरं तर डक्टमध्ये ओपन होते. पण मी म्हटलं काही नाही, पण थोडा तरी सूर्यप्रकाश आलाच पाहिजे घरात. कारण ते एक म्हणतात ना, एक फ्रेश वाटतं. नाहीतर घर असं अंधुक, उबट वास येतो आणि मग ते आजारीपणाचा एक म्हणतात ना असं वाटतं आपण आजारी असल्यासारखं असं फील एक देतं. घराला फ्रेश वाटत नाही बिलकुल.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हां, हां. हो, हो. हं, हं. बरोबर, बरोबर. तुम्ही जे म्हटलात ना अंधारामध्ये माणसाचे विचार हे वेगळे बदलतात आणि त्याला तिथं अस्वस्थ वाटतं, हो. तर अंधार म्हणजे अ, निराशेचंच प्रतीक आहे आणि अ, उजेड म्हणजे अ, आनंदाचंच प्रतीक आहे तर असं कधी पाहिलंय का? हो
हं. हो. अन्. हो. आनंदाचंच प्रतीक.
हो, तर असं कधी झालंय का तुम्ही कोणाची घरं पाहिलेत आणि तिथलचे घरं खूप अंधारात होती, आणि तिथे तुम्ही अंधार पाहून निराश झालात किंवा काही झालंय असं काही?
हो, असं झालंय. म्हणजे माझाच अ आधीचाच मी अ, एक्सपिरियन्स मी सांगते. अ, तेच मी म्हणते ना, काय झालं आम्ही आधीचं जे घर घेतलं होतं ना, अ, ते होतं तसं फ्रंट साइडचं पण त्याचा जो सनराईज आहे ना, त्या अपार्टमेंटच्या बॅक साइडच्या तिथनं होत होता. पण ते लक्षातच नाही आलं हो आणि आम्ही ते घर बुक केलं, सगळं केलं आणि मग त्या घरात जेव्हा मी राहायला गेलो ना, तेव्हा आम्हाला लक्षात आलं अरे तर घरात सूर्यकिरण येतच
हो, हो. हो, हो. अच्छा. हं, हं. अच्छा. हो.
बिलकुलच येत नाही आणि म्हणजे आम्ही दिवसापण आम्हाला ना, लाइट ऑन करून बसावं लागत होतं, म्हणजे तुम्ही विचार करा ना. म्ह आणि ते एक म्हणतात ना की ते अ, असं अ, वा असं वातावरण वाटायचं जसं की घरात कोणी आजारी असल्यागत, काही ऊर्जाच नाही, एनर्जी नाही, दिवसा पण लाइट लावून बसावं लागत होतं आणि एक अ, म्हणतात ना, आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीचीही गरज असते. मला सवय होती उन्हात बसायची सकाळची, तर इथं तर ऊनच भेटत नव्हतं आणि दुपारचं ऊन घेऊन मी काय करू. तर ते हा एक मोठा अ, प्रॉब्लेम झाला आणि खरं तो तिकडं राहायला गेल्यानंतर आम्हाला कळलं की यार घरात सूर्यप्रकाशच येत नाही आणि अ, ते दिवसा पण लाइट लावून ब बसावं लागत होतं.
अरे. अरे बाप! हो, हो. अच्छा. हं. <chuckles> अच्छा, तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी लाईट लावून बसायचं आणि त्या घरातलं वातावरण म्हणजे अगदी निराशेचं वातावरण होतं असं बोलताय तुम्ही. हं हं.
मग. हं, हं. हो. आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला किती गरजेचं असतं. आपण व्हिटॅमिन डीसाठी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला निसर्गत फ्रीमध्ये भेटत आहेत. आपण त्याचा लाभ घेत नाही आणि लोकं आज-काल व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट्स घेतात. तर मला ते कुठेतरी हेल्थच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण मला ते अ, खटकलं तो घर ते घर खटकलंच होतं.
अगदीच. हं. बरोबर. अच्छा. म्हणजे ते घर अंधारात होतं म्हणून तुम्ही स ठरवलं, ते नवीन घर घ्यायचं आणि नवीन घर जे घेतलंय ते तुम्ही ब अ, उजेडाचं घेतलं किंवा बांधलं का? काय? काय केलं नेमकं तुम्ही?
हां. हो, हो. हं. अ, ते बांधलं नाही. अ, आम्ही अ, प्रोजेक्ट अ, होत ना तर ते अंडर कन्स्ट्रक्शन होता. तर अ, आमच्याकडे चॉइस होती, की बऱ्यापैकी. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन असली, की आपल्याकडे खूप चॉईस असतात ना, कुठला घ्यायचा. तर मग आम्ही मग बिल्डरला सांगितलं होतं. असा फ्लॅट द्या जिथनं म्हणतात ना सनराइज होईल ना, त्या साइडचा फ्लॅट द्या आणि अ, जिथं आम्हाला थोडेफार विंडोजही अल्टर करता येतील, चेंजेस करता येतं. तर बिल्डर पण अ, बोलले की ती अ, आमचे तर ऑलरेडीच विंडो मोठे आहेत. मग मी आतल्या साईडला तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता.
हो, हो. अच्छा. हो, हो. बरोबर, बरोबर. अगदी. हो. हं, हं. हो, हो.
तर आम्ही ते केले. परत दुसरं म्हणजे कसं आहे ना 2 प्रक 2 प्रकारचे अ, प्रकाश आपल्या घरी असतात. एकतर नॅचरल प्रकाश जो असतो तो आणि दुसरा म्हणजे जो आपण घरात लाईट्स वापरतो ना, तोही प्रकाश अ, तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक अ, जागेचा वेगवेगळा प्रकाश हा ठरलेला असतो. तर अ त्यानुसार मी आमचे इंटेरियर आहेत हं.
बरोबर. हो. अच्छा. हो, हो. हं. म्हणजे कोणत्या प्रकारचं? कोणचा प्रकाश एंटायर, म्हणजे दिवे वगैरे.
हां, अ, अ, नाही-नाही म्हणजे हां, कसं आहे ना की प्रत्येक आपल्या घराच्या प्रत्येक कोण्याचा वापरानुसार प्रकाश हा, ठरलेला असतो. अ, जसं की आणि हे मला इंटेरिअरनी सजेस्ट केलेलं, की जसं की आपली बेडरूम असते ना, अ, आपण बेडरूममध्ये कधी जातो? दिवसाच्या शेवट जातो. जेव्हा आपण सगळे कामं करून आपण थकलेलो असतो आणि म्हणतात ना आपण आरामासाठी जातो, झोपतो आपण. तर त्या रूमची जी लाईट आहे ना ती बऱ्यापैकी अशी डिम असते, बिलकुल ही अशी डोळ्यांना ताण देणारी स्ट्रेस देणारी नसावी, जितकी लाईट डिम असेल ना तितकं एक शांत झोप लागते, आपलं मेंटली पण आपण खूप शांत फील करतो, तर ह्या लाइटीचा ना आपल्या अ, म्हणतात ना ओव्हरऑल मेंटली त्या हेल्थवर ही खूप इम्पॅक्ट करतो.
अच्छा. हो, हो. हं, हं. हं, हं. हो, हो. बरोबरच. हं, हं, हं. हो, हो, म्हणजे आणि समजा आपलं स्टडी रूम असतं तिथालची लाईटची व्यवस्था आणि किचनची लाईटची व्यवस्था.
हं, हं. हां, हा.
आणि तुम्ही आता मला बेडरूमची तर सांगितली, तिथं मंद उजेड पाहिजे की त्याच्यामुळं
हं. हां.
झोप लागण्यासाठी आपल्याला मदत होते. तर तशीच ह्यांची जी बेडरूमची आपण म्हटलं त्याच्याच, किचनची व्यवस्था आणि स्टडीरूमची व्यवस्था कशी असावी आणि हॉलची व्यवस्था कशी असावी असं तुम्ही सांगू शकता का?
हां. हो. नक्कीच. हां. अ, आम्हाला त्यानी सजेस्ट केलं हॉल अ, ही अशी गोष्ट आहे ना, की कधी-कधी त्यांनी 2 लाईट अ, सांगितले की तुम्ही 2 लाईट तर ठेवाच अ, हॉलमध्ये. कारण अ, कधी-कधी कसं आहे ना, आपल्याला एकदम जास्त प्रकाशाची ह्याची पण गरज असते, काय बघायचं असेल म्हणा किंवा अ, आपण काही काम करत असू, तर त्यासाठी 2न्ही लाइट हॉलमध्ये ठेवा 1 म्हणतात ना, एकदम जास्त उजेडाचीपण ठेवा आणि 1 थोडी डीम पण ठेवा, म्हणजे काय तुम्हाला अ, शांत कधी मूवीज हे बघायचे असतील ना आणि अ, पीसफुल माइंडनं बघायचे असतील, तर तेव्हा डीम लाईट ठेवा. जेणेकरून अ, ते एक वातावरण क्रिएट करते ती लाईट. अ, ते एक आहे. तर किचन ते किचन हा असा एरिया आहे की तुम्हाला खूप ॲक्टिवली काम करावं लागतं, खूप बारकाईनं काम करावं लागतं, तिथं तुम्ही अ, बऱ्यापैकी व्हाइट लाईटच ठेवा, जेणेकरून तुम्ही ती एनर्जी फील कराल की हां आपल्याला त्या, अ, ती एनर्जी ती लाईटमधनं भेटेल आणि तुम्ही त्या स्पीडने काम कराल, किंवा बारकाईतली बारकाईतली गोष्ट पण तुम्हाला दिसली पाहिजे. <chuckles> तर ती एक ह्या छोट्या-छोट्या काही गोष्टी असतात, इंटीरियरनी सजेस्ट केल्या आहे मला त्या. खरंच मला माहिती नव्हतं की घरात जो आहे ना, प्रकाशाचं इतकं महत्त्व असतं हे मला त्यावेळेस कळालं.
हं, हं. अच्छा. हं. हं, हं. हं, हं. बरोबर आहे. हो. अगदी, अगदी. हो, हो. हो, हो. हो, हो. अच्छा. तर अ, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आपण म्हणजे प्रकाशाचे भरपूर स्रोत म्हणजे अ, स्तोत्र आहे, म्हणजे आपण लाईट वापरतो, बल्ब वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची एल-ई-डीज वापरतो, म्हणजे उजेड करण्यासाठी. तर अ, तुम्ही म्हणजे कोणकोणच्या अ, गोष्टी सजेस्ट करणार की त्या सर्व चांगल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगलं वाटतं?
हं. हं. हं, हं. हां, नक्कीच. अ, जे आपण एक म्हणतो ना, आपली पांढरी अ, प्रकाश जे असतं ना, ते लक्ष केंद्रित करायला ते मदत करतं. म्हणजे जसं की काम असो, अभ्यास असो, स्वयंपाक असो, अशा ठिकाणी तो चांगला वाटतो, पांढऱ्या रंगाची जी लाईट. पण घरात अ, प्रत्येक वेळी पांढरा प्रकाश अ, असला की थोडं वातावरण हे हॉस्पिटलसारखं पण वाटतं. <chuckles> तर काही-काही ठिकाणी ना थोडी डिम लाईटपण पाहिजे जी मन निवांत करणारी म्हणा, प्लस स्ट्रेस अ, कमी करणारी, मनाला शांतता देणारी. तर ह्या दोन्ही लाईटींचं आहे ना, ते जागेनुसार ते तुम्हाला कळलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी कुठली लाईट बसवायची. ते इंटरिअर अ, डिझायनरपेक्षा चांगलं कोणच नाही सांगू शकतो. <chuckles>
हां, हं, हं. हो, हो. अच्छा. हं, हं, हं. बरोबर, बरोबर, अगदी. <chuckles> हं. हो, हो, आणि तुम्हाला काय वाटतं, समजा जे लाईट्स असतात त्याचा आपल्या मूडवरती कशा कशा प्रकारे अ, प्रभाव पडतात वेगवेगळ्या पद्धतीने? समजा कशा प्रकारची लाईट जर असली तर त्याचे आपले मूड, तुम्ही सांगितलंच की पांढरा लाईट आपल्याला हे करतो. तर तसेच अजून काही तुम्हाला माहीत आहे का ज्या जे लाइट्समुळे आपल्यावरती प्रभाव पडतो?
हं, हं. हं. अ, हां, म्हणजे नक्कीच अ, जसं मी म्हणलं ना, तर समजा आपण झोपलोय आणि आपल्या बेडरूममध्ये समजा एकदम स्ट्राँग व्हाईट लाईट एल-ई-डी बसवला आहे, आपल्याला त्या लाईटमध्ये झोप लागणारच नाही, म्हणजे तुम्ही विचार करा ना, म्हणजे सगळीकडे असं उजेड-उजेड आहे, तुमच्या डोळ्यांना इतका स्ट्रेस होतो आहे, म्हणजे कोण तितक्या प्रकाशात तर नक्कीच झोपू शकत नाही. आपण नेहमी झोपताना डिम लाईट लाव लावतो किंवा काही-काहींना तर एकदम अंधार करून <chuckles> अंधार करून झोपायची सवय असते, ठीक आहे, तर मग हे लाईट आहे ना ते बऱ्यापैकी
हं, हं, हं. बरोबर आहे. हो, हो, हो.
म्हणतात ना, स्कायलाईट बऱ्यापैकी मी म्हणते की आपल्या. हेल्थशी किंवा मेंटल हेल्थशी अ, ते इम्पॅक्ट करतात किंवा ते आपल्या शरीरालाही कळतं, यार ही लाईट डोळ्यांना खूप ताण देते. या लाईटीत आपण झोपू शकत नाही किंवा ही लाईट थोडी मीडियम आहे किंवा काम करताना आपलं काम करताना जर डीम लाईट लावली की तुम्ही असं सुस्तच पडाल. <chuckles> तुम्हाला, तुम्हाला कामही करू वाटणार नाही. पण जेव्हा तुम्ही एकदम छान प्रकाशात असता ना तेव्हा तुम्हाला कामही करू वाटतं तुम्हाला ती ऊर्जा भेटते कामाची.
हो, हो. हो, अगदीच, अगदीच. आपल्या मी अगदी सहमत आहे तुमच्या गोष्टीपासून की तुम्ही म्हणता की ज्यावेळेस अ, उजेड असतो तो क कामाचा वेळ असतो किंवा ऊर्जा देणारा अ, वेळ असतो. कारण की आम्ही पण पाहतो की ज्यावेळेस उजेड होतो त्यावेळेस सर्व लोक आणि पक्षी पण आणि पूर्ण सृष्टीच कामाला लागते की काय? आणि तुम्ही खूप छान अ, ह्या सर्व गोष्टी सांगितल्यात. तर तुम्ही जो आपला सण आहे एक अ, दिवाळी आपण बनवतो. तो अंधार त्या दिवशी अमावास्या असती पण आपण त्या दिवशी अ, उजेड करण्यासाठी लायटिंगचा वापर करतो. हो, हो, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू इच्छिता का नेमकं थोडक्यात? हं.
हं. हं. हं. हां, हां. हां, दिवे हे लावतो, हो. नक्कीच. अ, म्हणजे कसं आहे ना की दिवाळी हा जो सण आहे, हा दिव्यांचा सण आहे. आणि त्या दिवशी घरातला आपण प्रत्येक कोना हा म्हणजे अ, तिथं बिलकुलही अंधार राहता कामा नये, ह्या आपण या गोष्टींची आपण काळजी घेतो म्हणजे घरातला प्रत्येक कोना अ, उजेडाने असा हे झालं प्रकाशित झाला पाहिजे. तर सगळीकडे आपण दिवे लावतो, आकाशकंदील लावतो. सगळीकडे असा एकदम अ, उजेड पसरलेला असतो. घरात पण असतो, घराच्या बाहेरही आपण लायटिंग हे करतो किंवा तुम्ही सहज
हो, हो. बरोबर. बरोबर. उजेड. हं, हं. हो, हो.
रस्त्यावर जरी फिरत गेला ना दिवाळीच्या वेळेस, तरी तुम्हाला इतकं छान वाटतं ना म्हणजे अपार्टमेंट्समधले लाइटिंग आणि कंदील बघून. तर तुम्ही विचार करा ना ते किती आपल्याला छान एनर्जी फील येते किंवा एक फ्रेश वाटतं एक एंथुसियाझम वाटतं ते बघितल्यावर. तर हां, जसं तुम्ही म्हणालात ना दिवाळीचे आपण अ, दिवे हे लावतो, तसं मलाही काय ना
हो, हो. बरोबर.
कॅन्डल्स हे लावायला मला खूप आवडतात. ते फ्रेग्रन्सचे कॅन्डल्स हे तर तेही मी घरी कधी-कधी लावते.
अच्छा. अरे वाह! खूप छान. हो हो. तर म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टी
म्हणजे त्यांचा जो अ, प्रकाश असतो ना कॅन्डल्सचा प्रकाश, हा खूप असा नाजूक वाटतो आणि त्यात एक उबदारपणा अतिशय, खूप आवडते छोटीशी लाईट. <chuckles>
हो हो. खूप छान. खूप छान. आणि तुम्हाला तो प्रकाश आवडतो आणि भरपूर म्हणजे प्रकाश जर नसला, तर आपल्या जीवनात निराशाच आहे असं मला तुमच्या बोलण्यातून दिसतं. तुम्ही खूप अ, चांगल्या पद्धतीने आणि खूप अ, शिकण्यासारख्या पद्धतीने म सांगितले आणि भरपूर गोष्टी मी शिकलो प्रकाशाच्या बाबतीत तुमच्याकडून. तुम्ही खूप सविस्तरपणे आणि खूप व्यवस्थित सर्व गोष्टी मांडल्यात, त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
हो. हं. नक्कीच अ, मलाही तुमच्याशी अ, बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही इतक्या पेशंटली ऐक तुम्ही ऐकलं त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. नक्कीच पुन्हा भेटू, पुन्हा बोलू.